म्हणजे खर्च तर करायचोच मी. मग मी क्रेडिट कार्ड पण इतके घेतले. माझ्याकडे आठ नऊ क्रेडिट कार्ड आहेत. आता पण म्हणजे <chuckles>
बाप रे! 8-9 क्रेडिट कार्ड. कसं मॅनेज करता?
हां, प्रत्येक बँकेचे. हं. आणि त्याचं तर वेगळीच म्हणजे अ, स्टोरी आहे. म्हणजे मॅनेज करायचं तर सांगूच नका. प्रत्येकाची ड्यू डेट वेगळी.
<chuckles> अरे! खतरनाक गोष्ट आहे ती, क्रेडिट कार्ड मॅनेज करणं म्हणलं तर.
हो. आणि बघा ना, आणि इथे कारण मेन काय आहे, माहिती आहे का? फ्लिपकार्ट आणि Amazon. काही ऑफरमध्ये आलं, तर वेगवेगळ्या बँकवर ऑफर असतात बघा. <chuckles>
अगदी बरोबर.
मला कोण कोणतीही बँक येऊ दे, मी घेतो मग गॅझेट, नाही का? <chuckles>
आता तर त्यांनी सुद्धा सुरू केलंय फ्लिपकार्ट आणि Amazon ने. ₹25,000-₹25,000 ची क्रेडिट देताय. ई-एम-आय करून देताय त्याच्यावर, विदआऊट काही घेता
हो. हां पे-लेटर तर ते आहेच माझं. म्हणजे फ्लिपकार्टवर पण आहे आणि Amazonचं माझ्याकडं आय-सी-आय-सी-आयचं क्रेडिट कार्ड आहे नाही का. फ्लिपकार्टचं, एक्सिसचं क्रेडिट कार्ड आहे. <chuckles> म्हणजे आणि त्यामध्ये पण Amazonची मेंबरशिप घेऊन ठेवली प्राईम मेंबरशिप. फ्लिपकार्ट ब्लॅक पण घेऊन ठेवलं मी. म्हणजे विचारता सोय नाही असं माझा धिंगाना नुसता नाही का? म्हणजे अ, ऐयाश जिंदगी असं म्हणू शकतो.
अरे बाप रे! <laughs> <chuckles> ऐयाश म्हणजे ऐयाश नाही म्हणू शकत. त्याला, की ठीक आहे, खर्चांवर नियंत्रण नाही आहे. अयाश जिंदगी हं, ऐयाश जिंदगी म्हणजे काय? ते व्यसन करणे, ते विनाकारण उडवणे. पण तुम्ही काय करताय, की तुमचा एक छंद म्हणून किंवा एक आवड म्हणून तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर खर्च करताय.
हां. हां, नियंत्रण नाहीये, म्हणजे ऐयाश म्हणजे हां. हां, बरोबर, हं. बरोबर. छंद म्हणण्यापेक्षा हां. आहे छंद. पण एक माझं ॲडिक्शनच झालं, समजून घ्या ते. म्हणजे अ, खूपच मी असं घेतो ना आणि घेतलं तरी ते कुठं वापरत पण नाही ना. एखाद्या वेळेस वापरलं, एखादा आठवडा, मग बोर होऊन जातं आपल्याला, माहिती आहे बघा. नवीन-नवीन फोन जर आपण घेतला, समजा उदाहरण. तर चांगलं वाटतं सुरुवातीला. मग बोर होऊन जातं, नाही का? तर तसंच काहीतरी मला गॅजेटसोबत व्हायला लागलं. मग म्हटलं, प्लॅनिंग आपल्याला करायला पाहिजे कुठेतरी चांगल्या प्रकारे. मग अ, मी खरं सांगायलो असं मी केलं ना, कोणतीही गोष्ट मग असं सिरियसली करतो मग. मग अ, म्हणतात ना, एकदम लेजर फोकस होऊन, नाहीतर करतच नाही, नाहीतर <chuckles> असं आहे माझं. मग अ, मग निर्णय हा घेतला, आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग आपण केली पाहिजे कुठेतरी. आपले एवढे पैसे येत आहेत. एवढी एवढी सेव्हिंग्स अ, आपली व्हायला पाहिजे, नाही का? अ, एक YouTubeवर चॅनल होतं. त्याचं काय नाव आहे त्या यूट्यूबरचं? वारिको म्हणून काहीतरी आहे.
अरे वाह! चांगली गोष्ट आहे. मग काय निर्णय घेतला मग?

म्हणजे तिथं त्यांना शुद्ध हवा घ्यायची असेल तर घरामध्ये एअर प्युरिफायर लावला लावावं लागतंय. स्वतःचेच पैसे घालून, नाही का? तर एवढी गरज आहे पैशाची आणि कुठेतरी ह्याचं प्लॅनिंग किंवा मॅनेजमेंट व्यवस्थित आपण केलं पाहिजे आणि हे ही अ, अ, मग हे महत्त्व आहे ना, माझ्या आयुष्यामध्ये खूप नंतर मला कळालं. आधी अ, मी जेव्हा जॉब वगैरे करायचो ना, खूप म्हणजे सेव्हिंग्सच मी नाही करायचो. म्हणजे माझा हात जो होता खूप असा मोकळा होता नाही का? काहीही गॅजेट्स, <chuckles> काहीही गॅजेट्स विकत घ्या, आणि हं, काहीच नाही. म्हणजे काहीच नियोजन नाही म्हणता म्हणजे आहे ना पैसे? केलं पेमेंट आणि यू-पी-आयनं तर माझी वाटच लावून टाकली पार म्हणजे.
अच्छा. हं, हं. खर्चावर खर्चांवर नियंत्रण नव्हतं. काही घटना घडलीये का? अगदी बरोबर. कळतंच नाही की आपण क क्या प्रक काय प्रकारे खर्च करतोय?
हो. कुठे पैसे जातायत माझे काय नाही. मी असं म्हणजे विचार करून करतच नव्हतो बेसिकली, नाही का? किती बॅलन्स आहे? काय आली असेल ना पगार? हो हो. ते कंटिन्यू, कंटिन्यू असं.
जोपर्यंत तो मेसेज येत नाही इन्सफिशियंट बॅलन्स, तोपर्यंत चालू द्या <chuckles> आणि बॅलन्स ह्या भीतीनं बॅलन्स ह्या भीतीनं चेक नाही करत शक्यतो आपण की बाबा मग जाऊ दे आता बॅलन्स चेक केला तर थोडासा मूड ऑफ होऊन जाईल, की एवढा खर्च झाला म्हणून. मग परत सेव्हिंग मग मी परत सेव्हिंग करायला लागेल. आता सेव्हिंग नाही करायचा आता खर्च करायचा. <laughs>
हां तोपर्यंत हां, मी बॅलन्स बी चेक नाही आणि कसं असतं? हां. कमी झालाय हां. बरोबर. <chuckles> हो ना, आणि खरंच जेव्हा नवीन-नवीन जॉब लागतो ना, आपल्याला, आपली-आपली वेगळीच दुनिया असते मग, नाही का? पैसा जेव्हा म्हणजे ते एक मेसेज येतो ना, यूअर सॅलरी इज क्रेडिटेड <chuckles> बस. <laughs> बस मग आपण सातव्या आसमानावर असतो. ती सॅलरी 10 दिवसात इकडं-तिकडं. <chuckles>
हां. नवीन-नवीन. सॅलरी हॅज बीन क्रेडिटेड. <laughs> हां. मग तर एकदम स्टँडर्डनेस एकदमच येऊन जातो ते सॅलरी क्रेडिट झाल्या-झाल्या एकदम हाय स्टँडर्ड येऊन जातो मग ते. चहावरच्या टपरी म्हणजे चहाची टपरीची चहावरून डायरेक्ट Starbucks.
हो. हो ना. म्हणजे